लाईव्ह परफॉर्मन्स म्हणजे अ, त्या फक्त म्हणतात ना, एक आठवणी नाहीयेत किंवा स्टेजवरील कला नाहीये. तर त्यामध्ये घडणारा तो आवाज, ऊर्जा, भाव आणि आठवणीची एक खास भेट असते. तर असंच कुठला लाईव्ह परफॉर्मन्स तुम्ही बघितला आहे का, जो तुमच्या अ, लक्षात राहिलेला आहे?
नक्कीच, नक्कीच. तर मला मी जो अ, लाईव्ह परफॉर्मन्स पाहिला, तो सनम पुरी यांचा आहे. आणि हो. आणि तो माझ्या कॉलेज फेस्टिवलला अ, म्हणजे ते आलेले आणि तेव्हा त्यांचा लाईव्ह परफॉर्मन्स झालेला. आणि एवढी मजा आलेली तुम्हाला सांगू खूप-खूप मजा आलेली. आणि त्यांची जी गाणी तर म्हणजे वाह! वाह! क्या बात! एकदम भारी.
सनम पुरी. ओ, हां. अरे वा! वाह! काय म्हणजे, कशा प्रकारे गाणे गात होते ते? कुठल्या प्रकारचे गाणे गातात?
अ, 'सनम पुरी' जे आहेत आपले मिनीलियनस अ, सिंगर आहेत आणि ते जुन्या जी जुनी गाणी आहेत. तर त्याला त्यांचा एक व्हर्जन, वेगळा व्हर्जन त्यांनी आपल्यापुढे नेहमीच दाखवलं. जसं की अ, त्यांची त्यांचं एक फेवरेट साँग आहे, म्हणजे त्यांचे भरपूर साँग्स आहेत. त्यातलं गुलाबी आँखें, जो तेरी देखी ते त्यांनी गायलेलं आहे, जे नवीन व्हर्जन आहे त्याचं. नंतर मेरे सपनों, की रानी कब आओगी तुम ते आहे. अ, परत अय
हां. कुठले साँग्स आहे जसा? आ, हां. अरे वा! वाह! वाह! म्हणजे कॉलेजच्या, जगात, चालणारी गाणी ती.
येस! येस! आणि तुझसे नाराज नहीं जिंदगी, ये रातें ये मौसम सगळी त्यांनी ती त्यांनी केलेली आहेत. जो भेजी थी दुआ वगैरे अशी भरपूर गाणी आणि त्यांच्या त्यांचा भाऊ आहे तो अ, म्हणजे ते गिटार वगैरे वाजवतात, असा त्यांचा पूर्ण सगळ्यांचा तो बँड आहे. आणि ते येतात तेव्हा एकदम मला आता आठवतं, की तेव्हाच्या काळात सनम पुरी म्हणजे एकदम बा बातच काय औरच. 2013-14ची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. आणि हो, हो. येस, येस. माझ्या कॉलेज टाईमची आहे ती हो.
<chuckles> अरे वाह! ओ. हां. अच्छा. एवढी जुनी गोष्ट आहे ती, अजून लक्षात आहे. आणि मग ती अ, कॉलेज कॉलेज टाइमची, अच्छा. आणि मग ते कधी, म्हणजे दिवसा होता का रात्री होता कॉन्सर्ट?
हो. रात्री, ऑफकोर्स रात्री होता तो. आणि खूप गर्दी होती आणि इतकं म्हणजे सुंदर होतं आणि त्यांना मी लाईव्ह बघत होती आणि ते दिसायला पण खूप सुंदरच आहेत, एकदम. आणि त्यांना सगळे आम्ही समोर बघत होतो म्हणजे वाह! वाह! एकदम कमाल!
अच्छा! वाह! तुम्ही फॅन झाला म्हणजे त्या, अ, शो नंतर?
हो, हो. मी त्यांची फॅनच होती आणि एकदम त्यांना असं रिअलमध्ये, रिअलमध्ये बघून तर मला त्यांना इतकं म्हणजे छान वाटलं तुम्हाला सांगू. आणि जे खरंच ते लाईव्ह, म्हणजे म्हणतो ना आपण एक त्यांच्या ऑनलाईन किंवा आपण जे त्यांना बघत असू टीव्हीवर, त्याच्यापेक्षा ते रिअलमध्ये देखील अ, खूप म्हणजे म्हणतात ना, दिसतात पण छान आणि त्यांची गाणी तर काय कमालच आहेत. एक नंबर!
अरे वा! ओ. हां. वाह! आणि मग असं नेमकं काय घडलं होतं की, तुम्हाला ते जास्त त्यावेळेस अजून समोर बघून काय असं वेगळं वाटलं का, ॲक्चुअल गाणे ऐकून? काय फरक वाटला?
हो, हो. नक्कीच, नक्कीच. मला तर वाटतं, की म्हणजे बघा ते स जेव्हा सनम पुरी स्टेजवर आले आणि पहिल्याच मिनिटाला सगळ्यांनी अ, म्हणजे असं असतं ना, काळोख असतो आणि मग फ्लॅशलाईट लावल्या डायरेक्ट. आणि मग त्यांनी जस्ट बोलले, की गुलाबी आँखें आणि मग सगळे ओरडले आहां! असं. आणि संपूर्ण जे आमचं ग कोरडं हे होतं मैदान जिथे तो शो होता, आमच्या कॉलेजमध्ये, नवी मुंबईमध्ये शो असेल तर एकदम ट्रॅफिक-बिफिक सगळे होते. आणि साईडचे लोकंपण ऐकत होती जी असं म्हणतात ना, त्याच्या बाहेर असतात, त्यांना पण ऐकायला जाईल, पूर्ण एकदम भारीच वातावरण होतं. आणि म्हणतात ना, की एकदम त्या पहिल्याच कोरसमध्ये असा ड्रमचा आवाज येतो ढण, ढण, तर तो आव येऊन ते एकदम, अक्षरशः अंगावर काटा आणि गर्दी तर एवढी होती तुम्हाला सांगू. आणि इतकी उड्या वगैरे सगळे मारत होते आणि फुल आमच्या कॉलेजचा क्राउड आणि एकदम सगळं स्लो मोशनच वाटलं आणि ते डायरेक्ट जो त्या तिथला जो तिथली एनर्जी होती ना, माझी तर मी तर म्हणजे मला तर इतकं मजा वाटत होती ना, भारी असं वाटतं वा! वा! म्हणजे स्पीकरचा तो बास होता ना, डायरेक्ट छातीमध्ये थेट जाणवायचा एकदम. आणि इतकं भारी
हां. हो. अरे वाह! वाह! <chuckles> हां. हो. हां, हां, हां. वाह! <laughs> ओह. हां. तुमची, प्रतिक्रिया काय होती? वाह! हां. अरे वाह! काय उदाहरण दिलं तुम्ही. वाह! खूप छान.
हो, हो, हो. आणि सगळं इतकं भारी आणि तुम्हाला सांगू आणि नंतर ती त्यांची गाणी आणि सगळे ते जसे क्राउडमध्ये थोडे-थोडे येत होते, ते पुढे असं आणि इतकं भारी वाटत होतं. आणि सगळी अख्खा म्हणतात ना, पूर्ण अख्खा तिथे जेवढी लोकं होती भरपूर, तेवढा क्राउड त्यांची मधे-मधे गाणी म्हणजे सगळेच आपण गात होतो, असं लाईव्हमध्ये असं वाटत होतं. आणि इतकं ते जोश आणि इतकी ती एनर्जी सगळ्यांची, इतकं भारी वाटत होतं. हो, हो. एकदम जबरदस्त.
हं. हो. हां. हो, खूपच छान. जबरदस्त होतं. आणि अ, मग जेव्हा तुम्ही ते ऐकलं, आहे ना. त्याआधी तुम्ही त्यांचे गाणे ऐकले असतील, मोबाइल्स वगैरेमध्ये, तर त्यामध्ये आणि त्यामध्ये काय फरक जाणवला का?
हं. बरोबर. नक्कीच. मला तर असं वाटलं की लाईव्ह संगीत आणि रेकॉर्ड, म्हणजे जे आपण ऐकतो अ, YouTubeला म्हणा किंवा असं कुठे Spotifyवर, त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे कसं आहे ना, जेव्हा लाईव्ह मी त्यांना पाहिलं ना, तर 1 वेगळीच ऊर्जा होती. जसं काय कुणी असं म्हणतात ना की आपल्या एकदम सोलवर डायरेक्ट अ, म्हणजे ते आपण ऐकतोय आणि डायरेक्ट ते लाईव्ह आपण बघतोय, तर डायरेक्ट आपल्या म्हणतात ना, हृदयापासून ते ऐकतो आणि डायरेक्ट एकदम मस्तच वाटत होतं. म्हणजे मी तुम्हा हो, हो, हो.
हां. अच्छा. हो. खूपच भारी आहे. म्हणजे बघा ना अ, असं असतं ना की आजकाल अ, लाइव परफॉर्मन्स आणि जे त्यांचं ऑलरेडी रेकॉर्डेड आहे. ते रेकॉर्डेड जास्त चांगलं वाटतं प लाईव्हपेक्षा. तुम्हाला त्यांचं लाईव्ह जास्त आवडलं, म्हणजे म्हणतात ना.
हो. मला खूप लाईव्ह आवडलं आणि खरंच एकदम म्हणजे ती एनर्जीच वेगळी आहे. असं म्हणजे मला तर वाटतं की ज्यांनी त्यांचं म्हणजे असं ऐकलेत ना ते सॉन्ग, काही-काहींचा वेगळा अनुभव असतो, लाईव्हचा. त्यांना वाटतं की कशाला जायचं गर्दीमध्ये? आणि का अटेंड करायचं? आणि मग आमचं पण हे नव्हतं आणि आम्हाला कसं कॉलेज स्टुडंट आम्ही होतो. कारण आमचे ते कॉलेज फेस्टला आले होते, तर त्याच्यामुळे आमच्या जे, आमचा जो क्राउड त्यांना, आम्हाला तर फ्री पासेस होते. अ, आणि आम्ही कमिटी मेंबर असल्यामुळे कॉलेजला आम्हाला तर फ्रीच होतं. पण ज्यांना जे पासेस घेऊन आलेले तिथे, तर त्यांच्यासाठी ते पे अ, पे करून होतं आणि अ, त्यांनी देखील भरपूर मजा केली, इतकं सुंदर आणि ते सगळं ब खूप छान अनुभव होता एकंदरीत आणि तुम्हाला मला सांगायला आवडेल अ, की अ, जेव्हा ते रात्री पूर्ण म्हणतात ना, दिवे जे लालटेन असतात ते वरती असे, व म्हणजे एकंदरीत मला तर वाटतं तुम्ही विचार करा, स ते स्टेजवर सनम पुरी गात आहेत आणि वरती पूर्ण ते लालटेन आहेत आणि श जवळ-जवळ 100-200 पेक्षा जास्त असतील आणि ते एकदम वेगळाच तो, म्हणजे म्हणतात ना, त्याचे फोटोज देखील आहेत माझ्याकडे आणि इतकं ते बघून छान वाटतं आणि तेव्हाच्या काळात तुम्हाला माहितीच आहे की अ, 2000 अ, म्हणजे हां 16-17ची गोष्ट आहे ही, सॉरी. अ, तर तेव्हा आता इतकं मला आठवतं की तेव्हा सेल्फीजचा ज़माना जास्त होता, मी जेव्हा मास्टर्स करत होते, तेव्हा त्या कॉलेजमध्ये ते आलेले आणि इतकं भारी वाटत होतं आणि
हो. अच्छा. हां. ओह! वाह! <chuckles> अच्छा. वाह! आणि त्यामध्ये हां, सांगा ना. हो. वाह! अरे बापरे! खूप छान. अच्छा, हां. हो. मग घेतली का सेल्फी?
हो. सेल्फी मिळाला ना, एकदम चांगला आणि लोकं त्यासाठी, म्हणजे मग आणि तो माझ्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला पण आहे. आणि इतकं भारी वाटलं आणि म्हणजे ज्या लोक म्हणजे असं डायरेक्ट सेल्फी भेटला भेटला, म्हणजे माझा तो शो सार्थकच झाला <chuckles> आणि ते कॉलेजमध्ये माझ्या आलेले, त्याच्यामुळे माझी एक वेगळीच म्हणतात ना, छाप होती सगळ्यांवर. अरे आमच्या कॉलेजमध्ये सनमपुरी, <chuckles> तर एकदम मस्तच सगळं.
<chuckles> अरे वाह! ओह! वाह! हां. मग तुमच्या असं अ, म्हणतात ना, ती भावना काय होती हृदयामध्ये की आता तुम्ही त्यांच्या संग सेल्फी घेतली, गाणं सुद्धा ऐकलं, तर काय, म्हणजे तुम्हाला असं वाटत होतं?
हो. म्हणजे मला असं वाटलं, की म्हणजे तुम्हाला मी सांगू, सांगू शकत नाही, की मला इतकं भारी, स्पेशल वाटत होतं ना, की बाबा सेल्फीसाठी म्हणजे, इतकं लोक मरत असतात त्यांच्यासाठी आणि ते दिसायला तर एकदम भारीच आणि खरंच त्यांच्यासोबत मला सेल्फी भेटला म्हणजे एकदमच खुश झाले मी. एकंदरीत मला खूप भारी वाटलं. म्हणजे मी सा खूप म्हणजे खूपच भारी वाटलं मला.
हां. हां, हां, हां. वाह! मनात अडकून राहला तो क्षण.
हो, हो नक्कीच-नक्कीच. खूप जास्तच.
नक्कीच आणि त्या शोमध्ये असं काही घडलं का? एकदम, अप्रत्यक्षित वळण दिलं त्यांनी लाईव्हमध्ये.
हो नक्कीच ना, ते तुम्हाला सांगते की म्हणजे पहिली गोष्ट तर, ते जेव्हा ते लालटेन सगळे वरती उडाले आणि तेव्हाचा तो नजारा होता आणि ते बीट्स आणि समोर ते स्क्रीनवर ते दिसताय. कधी-कधी आपल्या पब्लिकचं पण तिथे थोडंसं दिसतंय, त्या स्क्रीनवर. आणि एकंदरीत ते म्हणजे, ती एनर्जीच काहीतरी वेगळी होती आणि त्या बीट्सचा आवाज आणि इतकं सुंदर वाटत होतं आणि ते क्राउडकडे देखील येत होते असे थोडे चालत-चालत. आणि इतकं आणि सगळी ज्या मुली होत्या त्या आता त्यांच्या सेल्फीसाठी सगळ्या वेड्याच झालते, त्या आणि इतकं हो, हो सगळ्याच, सगळ्याच. मी कॉलेज नाही, मी आमचे ते कमिटी मेंबरमध्ये मी असल्यामुळे थोडासा आधी, थोडासा टाईम मिळतो तेव्हा, मी सेल्फी घेतलेला त्यांच्याकडनं. हो, त्यांच्यामुळे मला मिळाला आणि हा, "मौके-पे-चौका" खरंच आणि इतकं छान वाटत होत ना, म्हणजे भरपूर छान. मस्तच.
हां. हो, हो. हां. नक्कीच. हो. हां. सगळ्याच. तुम्हाला कशी भेटली मग, तुम्ही स्टेजवर गेला होता का? हां. अच्छा. त्यावेळेसच. <chuckles> मोके-पे-चौका. <chuckles> अच्छा मग कमिटी मेंबर होतात, तर तुम्हाला तिथे तयारी पण करायला लागली असेल त्या परफॉर्मन्सशी?
हां, म्हणजे कसं झालं कमिटी मेंबर कॉलेजचं असं पूर्ण अ, म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेगवेगळी कमिटी मेंबर असतात. तर आम्हाला, म्हणजे त्या शोचं जे हे घेतलेलं, ज्यांच्याकडे त्याची जबाबदारी होती. तर त्यांनी, ते वेगळे होते आणि आम्हाला एज-अ कमिटी म्हणजे आम्हाला त्यांना हेल्प करायची होती, काही-काही गोष्टींमध्ये. अ, जसं की ऑर्गनायझेशन वगैरे, किंवा जे स्पॉन्सरशिप वगैरे थोडीफार लागते तर त्यासाठी ते डिपार्ट म्हणजे जसं शफल होत राहायचं, तर जेव्हा त्या, जेव्हा त्यांच्याकडे अ, एक डिपार्टमेंट असायचं तर तेव्हा त्यांच्यासाठी त्यांना म्हणजे आमच्याकडे कसं असायचं, की शफल व्हायचं प्रत्येकाकडे जबाबदारी किंवा तर त्यांच्याकडे तेव्हा डिपार्टमेंटला असं आलेलं, की त्यां ते, बोलावणार आहेत ते सगळं ऑर्गन आहे आणि ते सांगणार तसं हे करणार, आणि नेक्स्ट ईअर जेव्हा दुसरा काही शो झाला, तेव्हा आमच्याकडे एक्टर्स आलेले, भरपूर यायचे आमच्या कॉलेजला, मग तेव्हा ते आमच्याकडे होतं, मॅनेज करायचं मग तेव्हा ते आम्ही त्यांचं ऐकणार असं होतं आमच्याकडे एकंदरीत. मग ते कमिटी मेंबरना प्रत्येकाला चान्स मिळायचा, तर त्याच्यामुळे मग जे पण काही शोज असतात जेव्हा एक्टर, अँकर्स सगळे लोकं येत असतात, तेव्हा आपल्याला एक चान्स मिळून जायचा आणि मग आपल्याला देखील त्याचा पार्ट व्हायला मिळायचं नक्कीच. हो.
हो. हां. अच्छा. काय हेल्प तुम्ही त्यांना? हां. हो. अच्छा! हो. अरे-वाह, खूप छान. हां. <chuckles> नक्कीच. अ, खूपच अ, भारी मेहनत घेतलेली दिसते तुम्ही पण. आणि मग असं अ, म्हणतात ना, काहीतरी असं, अ, अशा शोमध्ये कधी तांत्रिक अडचणीसुद्धा येतात. आहे ना माईकचा इशू येणं, किंवा लाईट्स वगैरे इशू येणं, तसं झालतं का?
हो, हो. हां. नाही तसं काहीच नाही झालं. कारण एवढे मोठे सिंगर येणार तर असा काही चान्सच नव्हता इश्शू वगैरे यायचा. हो, हो काहीच नव्हतं झालं आणि इतकं भारी झालेलं ते भरपूर म्हणजे एकदम बेस्ट शो होता तो तेव्हा नवी मुंबईमधला.
वाह! <chuckles> हां, चुकीत त्रुटी नाही व्हायला पाहिजे तेवढी मोठी. हो, खूप-छान. आणि मग आजच्या शोजपैकी तो शोज तुम्हाला असा, अ, वेगळा वाटला का? आजकाल पण शो होतात लाईव्ह.
हां. नक्कीच. अ, तेव्हा कसं होतं बघा आणि म्हणजे तिथे असं काही गोंगाट किंवा असं काही प्रॉब्लेम झाले नव्हते, जसं की असतं नाही का, धक्काबुक्की म्हणा किंवा असे इन्सिडेंट होतात, की एखाद्याला त्रास झाला आहे, कोणाचं काय हरवलंय, छेडा-छाडी असं काही प्रकार आपण बघतो कधी-कधी. तसं काहीच झालं नव्हतं एकदम शांतपणे आणि चांगल्या रीतीने तो शो झालेला आणि खूप स्ट्रिक्ट होतं आणि सगळं व्यवस्थित होतं आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी देखील खूप चांगल्या तिथे होत्या.
हो. खाण्यापिण्याच्या गोष्टी पण होत्या?
हो, हो सगळं. कारण ते मोठं, सगळ्यांसाठी म्हणजे तुम्ही बाय, म्हणजे, तुम्हाला खरेदी करायला हवं होतं, ते असं म्हणजे खरेदी करून तुम्ही घेऊ शकत होता. कोल्ड ड्रिंक्स होते. जसं, की कोल्ड ड्रिंक्स होते, काही पिझ्झा होता, पास्ता किंवा जे पॉपकॉर्न असे सगळे छोटे-छोटे स्टॉल्स होते तिथे. आणि जसं की तुम्ही पिऊ शकता, खाऊ शकता, अ, बर्गर. हो, ना मी खाल्लं ना. मी स्पॉन्सरशिप आणलेली ना तेव्हा. हो, हो मी स्पॉन्सरशिप आणलेली Domino'sची आणि Pizza Hutची. <chuckles> तर त्याच्यामुळे मला तर फ्री होतं आणि येस-येस आणि आपल्या Red Bullची पण होती तर मग सगळ्या त्याच्यामुळे मला लकीच, सेल्फीपण मिळाला. <chuckles> येस.
सगळ्यांसाठी? अच्छा! काय होतं तसं? हां. हां. तुम्ही खाल्लं का? ते फ्री होतं का, तुमच्यासाठी? <chuckles> अरे वाह! ते ब्रँड शेप. ओ, हो. <chuckles> वाह! काय म्हणजे तुम्ही काय मेहनत घेतली? ते, अ, म्हणजे स्पॉन्सरशिप आणण्यासाठी?
हा, मी मेल केलेले. कारण आमच्या कॉलेजचा म्हणजे असतात ना, की म्हणजे ते आपल्यासोबत काय त्याला म्हणू शकतो पा पार्टनर असतात ते आपले फूड पार्टनर किंवा हे, तर त्यांना आपण सांगू शकतो, की कशाप्रकारे काय-काय होणार आहे, कोण-कोण येणार आहेत. तर त्यांना मेल्स वगैरे लिहून मी ते व्यवस्थित केलेलं जसं आम्ही.
हो. आणि त्यांचे रिप्लाय लगेच आले का?
हो, हो आले.
अच्छा वाह! त्या
येस. कारण एक असतं ना, नाव असतं, ब्रँड होतं. आमचं कॉलेजचं पण मोठं नाव होतं आणि त्यांचं पण आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी नक्कीच आमच्यासोबत टायअप केला आणि सगळ्या गोष्टीही झाल्या तिथे.
हो. वाह! आणि तुम्ही टायअपसुद्धा केला आणि प्लस तुम्हाला फ्री भेटलं. <laughs> खूप छान! आणि अ, मग असं म्हणतात ना, की त्या अनुभवातून त्या लाईव्ह शोच्या अनुभवातून, तुम्ही काय शिकलात, ॲज अ कलाकार म्हणा किंवा ॲज अ प्रेक्षक म्हणा?
हो, हो, हो. येस, येस. हो. हं. नक्कीच. तर मी सांगितलं की प्रत मला असं वाटतं, की प्रत्येकाने ना, एकदा तरी एक लाईव्ह शो अटेंड कराला करावा, जेणेकरून काय आपण प्रत्येकजण बोलतो, "अरे, काय? काय नसतं, मी घरी ऐकू शकतो," असं नाही. कारण का, तो एक एक्सपिरियन्स आहे. लाईव्ह शो म्हणजे दुसरं अ, एक्सपिरियन्स आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांसोबत असं मी माझ्या कॉलेजच्या फ्रेंडसोबत गेलेली, सगळे आमच्या कॉलेजचे जे होते. अ, तर सगळेच आम्ही होतो. तर प्रत्येकाने, मला तर वाटतं, की अटेंड केला पाहिजे. कारण लाईव्ह शोची जी जादू आहे ना, ती तुम्हाला अ, जे तुम्ही ऐकता YouTube, ती नाही देऊ शकत, मला असं वाटतं. आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा संगीताने मला खऱ्या अर्थाने स्पर्श केलेला असा तो क्षण होता. आणि इतकं सुंदर वाटत होतं. आणि ते लिरिक्स, ती गाणी इतकी भारी होती. आणि ती गाणी, म्हणजे तर तुम्हाला मी सांगितलेच आहे, कशा प्रकारची गाणी होती. तर ती डायरेक्ट, म्हणतात ना डायरेक्ट आपल्या अ, दिल पे वार करणारी गाणी होती. आणि एकदम मजा आली एकंदरीत आणि खूप सुंदर हो.
हो. हां. हो. नक्कीच. तो क्षण होता. हां. वाह! हो, हो. <chuckles> नक्कीच. आणि मग, एखादं ते ते गाणी होती, सगळ्यात जास्त तुम्हाला कुठलं आवडलं त्या गाण्यामधलं?
मला तर सर्वात अ, म्हणजे त्यांचं ते तुझसे नाराज नही ज़िंदगी ते खूप आवडतं. आणि अ नाही, मी तर म्हणत नाही, पण मी ऐकत तर नेहमी असते, मला आवडतात ती त्यांची सगळीच गाणी आणि इतकं लगजा गले पण आहे, ते पण मला खूप आवडतं.
वाह! आणि तुम्ही म्हणता का ते सारखं? अच्छा. हां, हां. ओ, हो, हो. खूप छान.
हो. मेरेच म्हणजे खूप छान-छान गाणी आहेत त्यांची आणि त्यांनी जे अ, जे सादरीकरण केलेलं आहे जुन्या गाण्यांचं नवीन व्हर्जनमध्ये ते खूप भारी आहे. आणि नक्की मला तर वाटतं प्रत्येकाने ते ऐकावं आणि ते लाईव्ह मी ऐकलं ना, तर मला तर भरपूर म्हणजे भरपूरच आवडलं ते.
हां, हां, हां. नक्कीच. हां आणि जेव्हा तो शो संपला, त्यांचं गाणं वगैरे सगळं झालं, त्यानंतर तुम्हाला काय वाटलं?
हं. हं. काय वाटलं म्हणजे, असं वाटत की तो संपूच नये, का संपला? <chuckles>
<chuckles> हां, मला तेच म्हणायचं होतं, की का संपलं असं वाटलं का? हां, हां.
हां, नक्कीच मला असं वाटलं, की बाई का संपला? हा अ, जो शो आहे.
आणि तुम्हाला जर तो शो परत असं जगायची अ, संधी मिळाली तर तुम्ही जाल?
नक्कीच परत जाणार मी, मला खूप आवडलेलं. कारण अ, म्हणजे म्हणजे कॉलेज माझं होतं तिथे आणि इतकं म्हणतात ना, की तो जो क्षण होता तो जगले मी आणि मला खूप छान वाटलं, की म्हणजे मी स्वतःला लक्की पण समजेन, की म्हणजे एकंदरीत लाईव्ह शो माझा माझ्या कॉलेजच्या टाईममध्येच झाला, अ, जेव्हा म्हणतात ना सगळ्यांचा एक स्ट्रगल पिरियड असतो, की कधी जायला मिळेल, कधी जायला मिळेल. तर माझा तेव्हाच झाला 2000 अ, 14 का 15 च्या साली आणि मला खूप मस्त वाटलं.
हो. नक्कीच. नाही खरंच, अ, खूप छानरीत्या तुम्ही सगळा अनुभव सांगितला, की कसं तुम्ही अ, स्पॉन्सरशिप घेऊन आलात. चांगल्या, चांगल्या ब्रँड्सचीआणि अ, जसं कमिटी मेंबर होतात, तर तुम्हाला फ्री एंट्री आणि फ्री अ, खायलासुद्धा तुम्हाला भेटलं आणि सेल्फी भेटली. हो, हो, हो. नक्कीच. हां, हां. तुम्ही चाललं होतं आणि मेन म्हणजे काय आहे ना, अ, तुम्हाला सेल्फी सुद्धा भेटली त्या कार्यक्रमामध्ये आणि जसं तुम्ही म्हणलात सांगितलं की कंदील लावले होते 200
हो. हो कारण मीच आणलेलं, कारण मीच आणलेलं हे पण तुम्ही विसरलात. हो. हां. हो ना, हो, हो. त्यामुळे मला ती नेहमी लक्षात राहील हा लाईव्ह परफॉर्मन्स, कारण मला सेल्फी मिळाला होता.
हां, <chuckles> आणि 201 कंदील लावले होते, ते क्राउडचा आवाज जसा तुम्ही सांगितला की सगळेच जण म्हणतात ना अ पेड पासेससुद्धा घेऊन आले होते आणि अ जो तुम्हाला गाणं ऐकलं तुम्ही जसं तुझसे नाराज आहे आणि अजून दोन तीन गाणे सांगितले खरंच अ खूप छान ऐकलं मला असं ऐकून वाटलं. आणि खूप छान होता तुमचा तो अनुभव नाही का, नक्कीच, भेटूया पुन्हा.
हो, हो, हो. हो. नक्कीच, नक्कीच. मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी माझ्या या अ, क्षणांच्या माहिती सांगून, धन्यवाद. आपण नक्कीच परत भेटू.
हो, हो, धन्यवाद.